हो ना, म्हणजे मी तसंच शांतपणे अशी बसली होती, डीप ब्रीथिंग करत होती. आणि माझ्या बाजूच्या सीटला ना एक अ, माणूस बसला होता. म्हणजे तो इंडियनच होता, भारतीयच होता. तर तो मला बघून ना असं अ, वेडे-वाकडं, असं विचित्र तोंड करत होता, की "काय ही बाळाला घेऊन आलीये आणि बाळ रडतंय" आणि कसं टेक ऑफ करताना बेबी रडतो ना, घाबरतो लहान बाळ असेल तर, तो रडायला लागला माझा मुलगा. तर हा असं विचित्र चेहरे बनवत होता आणि त्याच्या बाजूला एक आफ्रिकन माणूस बसला होता. तर अ, तो त्याचं लक्ष होतं, की मी अ फ्लाइट अटेंडंटला सांगत आहे, माझी तब्येत ठीक नाहीये. तर अ, जेव्हा माझी तब्येत खरोखरच बिघडली ना, तेव्हा मी फ्लाइट अटेंडंटला सांगितलं, की माझ्याने आता बसायला होत नाही, चक्कर येत आहेत. तर ते त्याला कळलं आणि पटकन त्याने स्वतःच्या ते ओव्हरहॅड लगेज असता ना, त्याच्यात त्याने त्याचा बॅग काढला आणि त्याने मला बिस्किट्स ऑफर केले, की यू टेक दिस. म्हणजे तुम्ही हे घ्या.
हो. हो. हो ना. हो. हो ना. हो. हो ना. हो. हो. हो. अरे वाह! हे तर म्हणजे किती छान. म्हणजे तुम्ही हो, हे इतकं म्हणजे छान तुम्ही अनुभव सांगितल. तर अ, म्हणजे अ, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, की कसं तुम्हाला ना ह्या कृतीमुळे तुम्हाला आयुष्यभर आणि तुमच्या आयुष्यावर याचा काय परिणाम झाला म्हणजे तुम्हाला काय वाटतंय ह्याबद्दल?
मला असं वाटतं ना, की अ, माणुसकी अजून मेली नाहीये जगात. जगात जसं वाईट माणसं आहेत, तसे भरपूर चांगले माणसं पण आहेत. आपण नेहमी म्हणत असतो ना, आजकाल वेळ-काळ काही बरी नाहीये आणि माणसं खूप बिघडली आहे. खराब माणसं असतात सगळीकडे. जगात खूप अशी विचित्र माणसं आहेत, तर असं नाहीये, चांगली माणसं पण असतात. आणि त्या दिवशी 2दा हे प्रकार झालं, की एअरपोर्टला- दिल्ली एअरपोर्टला असताना त्या माणसाने माझी मदत केली आणि फ्लाईटमध्ये असताना ह्या अनोळखी माणसाने, म्हणजे दुसऱ्या देशाच्या माणसाने, ज्याला आपली भाषा पण नाही माहिती. पण त्याने ऐकलं, की फ्लाइट अटेंडंटला मी सांगतेय आणि त्याला लो बीपी, ब्लड शुगर हे शब्द समजले असणार आणि त्याने किती आपुलकीने मला ऑफर केलं आणि नंतर माझं ब्लड शुगर स्टेबल झालं आणि मला बरं वाटलं. तर मला असं वाटतं, की आपणही सगळ्यांची मदत करावी.
हां, हो. हो ना. नक्की. हो. हो. हो ना. नक्की. हो. हो.

हो ना, म्हणजे ते एखाद्या देवदूतासारखेच आले माझ्या मद मदतीसाठी. आणि त्यानं सांगितलं की मॅम तुम्ही काळजी नका करू. मी तुम्हाला तुमच्या फ्लाइटपर्यंत पोहचवेन. आणि मग त्याने एक कॉल केला कोणालातरी. आणि मी बसलेच होते. त्याला कळलं की माझ्यात ताकद नाहीये उठून तिथपर्यंत चालायची. तर त्याने कोणालातरी कॉल केला आणि ते छोटे असे दिल्ली एअरपोर्टला ना असे मिनीव्हॅनसारखे असतात. म्हणजे जर का कोणी प्रेग्नंट लेडी असली, माझ्यासारखी बाई असली जिचं लहान मुल आहे किंवा कोण अ, अपंग असलं म्हातारी माणसं असले तर त्यांच्यासाठी ती मिनीकार असते.
बरं. अरे वाह! हो ना. हो. हो. हो ना. एका प्रकारची शटल सर्व्हिस. हो.
हो, शटल सर्व्हिससारखी. तर मग त्याने मला हेल्प केली. आणि त्यात बसवलं आणि तोही बसला माझ्यासोबत. आणि मग त्याने इन्स्ट्रक्शन्स दिले त्या ड्रायव्हरला की तिथे या-या गेटवर सोडा .आणि मग तो माझ्यासोबत आला. त्यानेच माझं हँडबॅग, बेबीचं डायपर बॅग कॅरी केलं आणि मला ऑफर पण केलं की मी तुमच्या बेबीला उचलू का? आणि मग इतक्या छान रीते त्याने मला फ्लाइट माझ्या सीटपर्यंत त्याने सोडलं. आणि मग अ, मी <chuckles> मग काय झालं माहिती आहे का? मी त्याला थँक यू बोलण्यासाठी मी त्याला विचारलं की तुम्ही जर नसत ना तर माझी फ्लाइट मिस झाली असती. तर तुम्ही देवासारखे माझ्याकडे आलात. आणि तुमचं मला नाव प्लीज सांगा. तर त्याने मला अ, खूप छान अशी स्माईल दिली आणि त्याने मला सांगितलं. माझं नाव शिव आहे असं. <chuckles> मी असं ऐकून खूपच अ
हो ना. मदत केली त्यांनी. हां. मग हां, हां. अरे बापरे! हो ना. हो ना. हो, अच्छा. म्हणजे हे एक एकदम असा वेगळा तुम्हाला अनुभव झाला. पण ना मला हे एक गोष्ट सांगा कधी-कधी असं होते बघा ना की अजनबी कधी आपली मदत करतो. तर आपल्याला म्हणजे असं एवढं म्हणजे भाग्यशाली वाटते. तुम्हाला त्यावेळेस जेव्हा ते मदत करत होते, तुम्हाला एक क्षणासाठी तरी तुम्हाला भीती वाटली का? की म्हणजे ह्यांनी म्हणजे काहीतरी असं उलट पलटं झालं तर, एक क्षणासाठी तरी तुम्हाला असं वाटलं का? का तुम्हाला असं वाटलं की, नाही हे म्हणजे माझी मदत करत आहेत आणि हे अचानक मला मदत करायलाच आले आहेत म्हणून?
हं.